दु हां, हं. आत्मविश्वास पण त्यातून वाढतो. तर मग असं अं, कपड्यांचा जो असं रिफ्लेक्शन असतं ना, ते काही काहींच्या चेहऱ्यावर पडतं बघा. मग मग तसं तुम्ही कोणाबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे काहीतरी ग तुमच्या आठवणीतलं, की ते अ, सावळी असून पण किंवा जेमतेम गहूवर्णीय असून पण. ती कपडे इतके व्यवस्थित वापरायची की त्याचं रिफ्लेक्शन तिच्यावर यायचं. तिचा चेहरा चमकायचा अशी कोण
बरोबर. हं, हं. हो, हो. बरोबर म्हणालात तुम्ही. हं, हं. असे बरोबर. असे तर भरपूर लोकं असतात. बघा, जन जे सावळे असतात किंवा अ, गोरे असतील किंवा गो अ, जे चांगले म्हणजे कसेही जे असतील. पण कपडे जे आपण आहेत ना, ते कॅरी करता आपल्याला आले पाहिजेत. म्हणजे भलेही तुमचा क रंग कसाही असू देत. तुम्ही कसे पण तुम्हाला ती गोष्ट म्हणतात ना, व्यवस्थित कॅरी जर तुम्ही एखादे फॉर्मल्स घातलात, तर त्याच्यात तुम्ही वर अ, व्यवस्थित केसं बांधली पाहिजेत. अ, किंवा जे एक्सेसरीज, मिनिमल एक्सेसरीज, मिनिमल मेकअप. जास्त मेकअप करायचं नसेल तुम्ही नॉर्मल एक थोडंसं म्हणतात ना, एक लाईट, पण छान असे दिसले पाहिजेत तुम्ही. की असं नाही की कसे पण तुम्ही आहेत. अशा तुम्ही मोठे कानातले घाल घालताय आणि मग तुम्ही फॉर्मल्स घातले. तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही जे पोशाख कराल ना, त्या अनुसरूनच तुम्हाला, त्या बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत असं वाटतं. तरच ते समोरच्यालाही चांगलं वाटतं आणि मग आपल्याला बघा. जर आपल्याला असं वाटतं की आपण एखादे कपडे घातलेले आहेत आणि मग नंतर आपल्याला कळतं की अरे, समोरचे आपल्याला असे बोलतात. तर मग आपला देखील आत्मविश्वास कमी होतो. तर मला आता वाटतं आहे, की प्रत्येकाने ह्या गोष्टींची नक्कीच म्हणतात ना, लक्षात घेतल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला असं काही अ, म्हणजे ना प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपल्याला आत्मविश्वासाला देखील तडा जाणार नाही. आणि कसं असतं की इस्त्री केले पाहिजेत अ, न्यूट्रल कलर्स ठेवले पाहिजेत. अ, किंवा शूज स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि स्कार्फ, घड्याळ किंवा एक म्हणजे काही चांगली गोष्ट. आणि बाकी सगळं सिंपल ठेवा असं मला वाटतं, जेणेकरून तुम्हाला आत आत्मविश्वास वाढेल.
हां. हं. हो. हां. हो. हो. चुकीचे आहे, म्हणजे अनुसरूनच मेकअप केला पाहिजे. हां. हं, ढासळतो. हो. हो. हां. मग मग हा असा आत्मविश्वास जर आणायचा असेल ना, तर मग अशा वेळी कोणाचा तज्ञांचा सल्ला वगैरे उपयोगी पडतो का? असं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं?
हं, हं. अ, नाही. मला आता वाटत नाही, की तज्ञांची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला कपड्यातूनच आत्मविश्वास अ, झळकवायचा असेल. तुम्ही बेसिक टिप्स ज्या कपड्यांच्या हं.
म्हणजे हां. हां, मग अ, काही काहींना अ, चॉईसेस नसतात ना, मग त्यांना कळत नाही नेमकं की आपल्याला काय छान दिसतं, काय नाही?
बरोबर. बरोबर. मग तुम्ही ते बघा, आपण एखाद्या ब्रँडमध्ये जातो. तर तिथे अ, सजेशन देणारे खूप लोक असतात आपल्याला. जर तुम्ही एका Shoppers Stopsमध्ये गेलात किंवा एखाद्या चांगल्या शोरूममध्ये जे ब्रँडेड असतात. तर ते तुम्हाला सजेस्ट करू शकतात की हे ट्राय करा तुम्ही. मला तर वाटतं की ट्रायल करून बघू अ, शकता आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या दिसत, असं मला वाटतं. मग तिथे तुम्हाला कळून जाईल किंवा ग्रूमिंगची क्लासेस देखील आजकाल असतात. तर ते देखील तुम्ही जॉइन करू शकतात असं मला वाटतं. हो.
अच्छा. अच्छा. अच्छा, ते पण करू शकता. मग अ, कपड्यांचं योग्य वापर करून दुसऱ्यांवर असा म्हणजे सकारात्मक प्रभाव कसा पडतो, असं तुम्हाला वाटतं?

ओके. मग आत्मविश्वास जर वाढवायचा असेल ना तर मग अशा कुठल्या तुमच्या डोक्यात अशा फॅशन टिप्स आहेत त्या की वापरता येऊ शकतात?
हं, हं. नक्कीच. मला तर वाटतं बघा फिट जे आहे ना फिटिंग. तर ती खूप मॅटर करते. कारण 70% जो म्हणू शकतो की जो गेम आहे म्हणजे 100% जर आपण बोलत असू एखाद्या गोष्टीला. तर 70% गोष्टी या फिटिंगवर अवलंबून असतात. कारण बघा जर तुम्हाला जर अ, स्मॉल साइझ जर तुम्ही प्रिफर करत असाल आणि तुम्ही तिथे लार्जचं घातलं, तर ते चुकीचं आहे. मग तुम्ही कसे दिसणार? तर बघा ना एखादा जर तुम्ही महागडे जरी कपडे घेतलेत आणि त्याला फिटिंगच नसेल तर ते तुम्हाला शोभूनच हां ना. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की आपणच अनकम्फर्टेबल होतो आणि स्वतःशीच आपण अनकम्फर्टेबल असलो तर आपण आत्मविश्वास तरी कसा दिसणार ना आपला? असं होतं. तर नक्कीच, हो. तर मग बघा रंग महत महत्वाचा आहे. मला तर वाटतं कारण का मग जे असे रंग असतात ,व्हाईट म्हणा किंवा डीप ब्लू, मरून हे स्टेबल रंग तुम्ही घालू शकतात. मला तर वाटतंय, की काही रंग बघा म्हणजे चेहरा उजळवतात आणि काही असे शांत करतात. ॲक्सेसरीज आपल्याकडे असतात की जसं, की घड्याळ असू शकतं, बेल्ट असू शकतात, स्वच्छ शूज खूप महत्वाचे आहेत मला तर वाटतं, की ते स्वच्छ असले पाहिजे. तुम्ही जे पण म्हणजे फूटवेअर घालताय तर ते व्यवस्थित क्लीन असले पाहिजे. असं नाही की तुम्ही काही चप्पल घातलेत. वरून तुम्ही नीट आहात आणि खाली पायात तुमच्या ती घाण आहे. तर ते थोडंसं आत्मविश्वासावर परिणाम करू शकतं, असं मला वाटतं. कारण
हं. हो. हो, नक्कीच. हो, नक्कीच. हो, ते ढगळं ते बरोबर नाही दिसत. हो. कशाचं? हां, नक्कीच. ढासळलेलाच दिसतो तो कायम. हां. हो. हां. हां. हो. हो. हो, हो. ते बरोबर नाही वाटत. हो, किंवा भडक कपडे वापरले तरी व्हीअर्ड दिसतं ना म्हणजे विचित्र वाटतं ते म्हणजे हां.
हो. पण मला वाटतं की ज्यांना सूट होत असेल काहींचा रंग जर गोरा असेल तर त्यांनी ते नक्कीच अ, घालावे मला तर वाटतं. पण त्याच्यावर तुम्ही मेकअप जो आहे तो लाईट करावा असं मला वाटतं आणि मिनिमल ॲक्सेसरीज तेव्हा तुम्ही घातल्या पाहिजेत. कारण का तुमचं रंग तुमचं जे ॲट्रॅक्शन आहे ते तुमच्या कपड्यांच्या रंगावर जाईल बरोबर? मग बाकीच्या गोष्टी तुम्ही थोड्याशा म्हणतात ना कमी लाई म्हणजे लाईट केल्या पाहिजेत. जेणेकरून ते कपडेच तुमचं ॲट्रॅक्शन ठरतील आणि तुम्ही खूप सुंदर दिसाल अशा कपड्यांमध्ये. असं मला वाटतं आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल.
हां. अच्छा, हां. बरोबर. हां.